हां, म्हणजे एक म्हणता ना, अ, काळजी म्हणून तुम्ही सांगताय ना म्हणजे हां.
की बाबा हे करू नको. हां. काळजी म्हणून. काळजी म्हणून किंवा तुम्ही त्या गोष्टीसाठी आधीच प्रिपेअर राहावं. कसं असतं, की बिझनेसमध्ये काय गोष्ट कुठून, कुठून काय येईल ना काही सांगता येत नाही. तुम्ही प्रत्येक का काय म्हणतात ना, ते की प्रत्येक गोष्ट जर तुम तुम्ही प्लॅन केलेल्या हिशोबाने चालली असती तर आज तुम्ही कुठेतरी दुसरीकडे असता. <chuckles> तसं तसं होत नाही. प्लॅन गोष्ट <chuckles>
बरोबर आहे. हां. अगदी बरोबर. हां <chuckles> म्हणजे असं म्हणायचं आहे तुम्हाला, की अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स काहीही घटना घडू शकते अचानक. आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार राहिला पाहिजे.
घडू शकतात. आणि त्याच्यासाठी राहिलाच पाहिजे. आणि ह्या गोष्टी भले आता मी समजा मी 2-4 गोष्टी सांगतोय, तर त्या गोष्टी याच्यासाठी नाही सांगत आहे की तुम्हाला डिमोटिव्हेट करत नाहीये मी. मी हा सांगतोय की असे प्रॉब्लेम येऊ शकतात, यासाठी तुम्ही रेडी रहा. किंवा ह्याच्यासाठी तुम्ही मानसिक तयारी ठेवा. कधी-कधी कसं होतं, की आपली मानसिक तयारी नसल्यामुळे आपले नि निर्णय चुकतात.
बरं, बरं. हां.